पण हे ऑनलाईनवरनं काय झालंय ना, तो सीए तिथं बसून माझं का डेस्कटॉप हँडल करतो आणि आम्ही अ, फो मग व्हिडिओ कॉलवर बोलून सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. पण ते एक टाईम वाचला ना, मला तिथं जायचंय. त्याच्या अ, अनकम्फर्टेबल फील होणार त्याच्या स्पेसमध्ये मला. तर त्या गोष्टी थोड्या कमी होतात, की अ, ऑनलाईन बोलण्यामुळं पण. पण हा एखादा असा मित्र-मैत्रीण आहे किंवा एखादं म्हणतात ना, अ, हां, प्रेमी यु आहेत. तर त्यांना <chuckles> त्यांना समोरासमोर पण बोलायला आवडतं. त्यांचं काय आता त्यांना ऑनलाईन पण बोलायला आवडतं. पण हां, असतात काही गोष्टी, की समोरासमोर भेटलं की भाव प्रकट करता येतात, बोलता येतात. एक समोर म्हणतात ना, व्यक्तीचा सहवास असतो, की तो आहे. ते ऑनलाईनमध्ये कधी-कधी अ, कमी पडतं.
हां. हं. हं. हां. <chuckles> अच्छा. हां. अच्छा. आणि <chuckles> हां, अगदी बरोबर म्हणलात. आणि खरंतर संवाद हा अ, ऑनलाईन असो किंवा समोरासमोर असो, पण संवाद हा झाला पाहिजे. कारण संवाद हा आपल्याला जोडणाऱ्या सगळ्यात महत्त्वाचा धागा आहे. आणि अ, म्हणजे कधी-कधी स्क्रीनच्या माध्यमातून झाला, तर आपण मनाने जवळ येतो. समोरासमोर झाला तरी आपल्याला तो ऊब, तो स्पर्श, तो खऱ्या भावना माहिती पडतो. तर अ, ते खरंच महत्त्वाचं आहे, की संवाद हा झाला पाहिजे. हां. <chuckles> बोलणं झालं पाहिजे. कसंही हो. <chuckles>
दुरावा असतो तो. <chuckles> हां. मनानी. <chuckles> हो. हो. स्पर्श माहिती पडून पडतो. हो. नक्कीच, नक्कीच. संवाद झाला पाहिजे. हे महत्वाचं आहे. बोलणं झालं पाहिजे बाकी कसाही हो. <chuckles> नक्कीच, मला अ, चांगलं वाटलं म्हणजे माझ्या भावना वगैरे अ, व्यक्त करून तुमच्या समोर. <chuckles>
हां, मलाही खूप छान वाटलं. तुमचे विचार खूप आवडले. आणि बोलू आपण पुढे. हां. धन्यवाद!
नक्कीच आपण पुन्हा भेटूया. हो, हो, हो. हो, नक्कीच पुन्हा बोलू. हो, धन्यवाद!

हां, नक्कीच होतात, म्हणजे त्यांना भावना कळत नाही नाही का. आता जस्ट एक्झाम्पल झालं, की अ, मला काय घाण सवय होती, की अ, मी माझ्या सरांना नाही का, ऑफिसवर येणार नाही म्हणून छ अ, मेस ऑनलाईन मेसेज टाकून सोडून द्यायचं काम होतं माझं नाही का. अ, तर अ, त्याला त्यांना भ भावना समजायची नाही, की मी काय बोलतोय काय नाही नाही का. तर अ, त्यावेळेस असं झालं, अ, की म्हणतात ना तर म्हणला, की "नाही-नाही, मला नाही माहिती तू काही असेल तर ऑफिसमध्ये ये." पण जेव्हा आपण फोनवर बोलतो ना, "अरे! सर खरंच नाही का अ, बरं वाटत नाही ओ," असं इमोशन करून बोलतो. ते एक वेगळं पडतं नाही का. अ, म्हणजे त्या भावना वेगळ्या पोहोचतात म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे, की अ, जे बोलण्यावरून कळतं ते चॅटिंग वगैरे वरनं भावना नक्कीच कळणार नाही.
हं, हं. हं. हां. हां. हं, हं. हं. हं.
ती एक गोष्ट आहेच. हां, व्हिडिओ कॉलमध्ये समजून जाते भावना काय आहे आपली काही नाही. म्हणजे फेस दिसत असतं समोरासमोर नाही का. पण ऑन अ, हां, ऑनलाईन नॉर्मल कॉल असतात किंवा ते असतात त्याच्यावर नक्कीच कळत नाही. हां समोरासमोर काय होतं, की अ, खूप वेळा भावना आपल्याला एक्सप्रेस करता येत नाही. म्हणजे अ, असतं ना, की अ, ऑनलाईन आपण काहीही बोलू श शकतो डायरेक्ट न घाबरता. पण समोरासमोर आपण असं अ, म्हणतो ना, की काही मॅटर नको वाढायला किंवा दुखावायला नको पाहिजे कोणी, असं असतं ते.
हां. हो, बरोबर आहे. हां. हं. हां. हं, हं. हां. मग कधी असं वाटतं, की ऑनलाईन जेव्हा बोलताना मानवी स्पर्शाचा थोडा अभाव आहे. त्याबद्दल म्हणजे तुमचं काय मत आहे?
हां, ते आहे म्हणजे म्हणतात ना अ, जसं अ, मित्र असू दे किंवा आई असू दे, आता आपण अ, आई पासून लांब राहतो तर अ, आईसोबत जे बोलतो ते एक अ, म्हणतात ना एक नुसतं व्यावहारिक टाइप झालं, की हां, हां, हां, बोललो अन् हा कसा आहेस? काय आहेस? हो जेवलो नाही जेवलो तू जेवलीस? असं करून आपण संभाषण संपवतो. पण जवळ असतो तर मग आईचं ते अ, मायेचा स्पर्श लाड करणार. म्हणतात ना केसामध्ये जसा कडल करणार डोक्यावर थोडासा त्या गोष्टी ते वेगळ्या असतात. हां, म्हणजे ऑफलाईनमध्ये त्या भावना नाही म्हणजे ऑनलाईनमध्ये पोहचू शकत नाही त्या भावना ज्या ऑफलाईनमध्ये असतात.
हं. हां. व्यवहारिक झालं, बरोबर. हां. हो. स्पर्श असतात, हो, हो. हां, हां.

अ, तसा तर खूप मोठा फरक हा आहे, की ऑनलाईन बोलतांना आहे ना, म्हणजे मी असं खूप काही बोलून जाईल. भले मी चॅटिंगमध्ये बोलूया काही. पण अ, समोर बोलतांना आपण थोडं हे करतो, की नको बाबा, <laughs> अ, हां, हे बोललं पाहिजे का नाही किंवा काही नाही म्हणजे ऑनलाईन बोलताना कसं सुचतं आपल्याला काय बोलायचं आहे त्याला, काय नाही, पण समोरासमोर एकदम तडका-फडकी असतं ना, त्यामध्ये थोडं अ, सुचायला खूपच अवघड जातं की काय बोलू नक्की, काय करू? <laughs>
<chuckles> हो. हं. हां, हां. हां. हो. हं. अच्छा, मग तुम्ही आरामदायक कशात असता म्हणजे ऑनलाईन बोलण्यात असता की असं समोरासमोर बोलण्यात असता?
अ, मी आरामदायक आहे ना, ऑनलाईन जास्त असतो. समोरासमोर थोडं अ, हां, मित्रांशी बोलताना समोरासमोर जास्त असतो फ्रेंडली पण अ, अ, बाकी गोष्टींमध्ये ऑनलाईन, की हां काही वाटत नाही, नाही का असं.
हां. हं. अच्छा, अच्छा. मग असं कधी अ, होतं का, की अ, तुम्हाला समोरासमोर बोलायचं आहे, पण अ, तुम्हाला ते व्यक्त करता येत नाही असं कधी झालंय?
हां, हां. हाहाहा! चालेल मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. अ, माझी मैत्रीण होती नाही का, तर अ, तिच्यासंग बोलतांना आहे ना, मी ऑनलाईन खूप काही असं बोलायचो <chuckles> न घाबरता. काहीही म्हणजे नाही का, असं आमचं फ्रेंडली असेल, किंवा एखादा जोक असेल, काही असेल, नाही का, आणि जेव्हा आम्ही समोर भेटलो ना, एकदा तर ती म्हटली मला किती लाजतो यार तू पोरीपेक्षा जास्त. <laughs> म्हणजे फो फोनवर बोलताना तुला डायरेक्ट नाही का, असं अ, खूप सारा बोलून जातो आणि असं समोर आला की एकदम गप्प, गप्प, गप्प. असं काय म्हणजे नाही का. असं झालं होतं तेव्हा माझ्यासोबत की काय बोलू आणि काय नाही असं होतं मला एकदम समोर.
हां. हं. हां. अच्छा. हं, हं. हां. हां. अरे बापरे! <laughs> हं, हं, हं. हं. खूप बोललं जातं.

अच्छा, मग कधी असं झाले का, की ऑनलाइन बोलताना अं, काहीतरी असा गैरसमज झाला आहे, पण जेव्हा ते तुम्ही समोरासमोर बोललात त्या विषयावर, तर तो अ, जो विषय आहे त्यातनं काही मार्ग निवड मार्ग निघाला आहे किंवा त्यातनं गैरसमज दूर झाले, असं झालंय कधी?
हां, हां. हां, जर होतं ना, खूप वेळा. असं काय होतं ना, अ, जसं मित्र वगैरेंशी बोलतो किंवा काय, तर त्यावेळेस काय होतं, आपण कधी-कधी बिझी असतो हां. अन त्यावेळेस आपण त्यांना आहे ना, ऑनलाइन रिप्लाय नाही देऊ शकत खूप वेळ, तर त्यांना असं वाटतं की साला किती भाव खातो यार, किंमत नाही यायल हे टाईमची व्हॅल्यू नाही आहे, असं गैरसमज खूप होतात. पण अ, मागचं दृश्य त्यांना दिसत नाही, की हा किती अ, बिझी आहे किंवा कामात व्यस्त आहे किंवा कुठं अ, म्हणतात ना, काही गोष्टींमध्ये आहे. ते एक होतं, की ऑनलाइनमध्ये अ, त्या गोष्टी नक्कीच कळून येत नाही, की काय करतोय मी, काय नाही. म्हणजे असं झालं होतं एकदा नाही का, <chuckles> अ, मी हॉस्टेलला एकटा राहायचो म्हणजे वेगळं. तर माझं जेवण वगैरे मी करायचो नाही का, स्वतःच बनवायचं. तर अ, त्यावेळेस काय झालं, की माझ्या एका फ्रेंडनी व्हिडिओ कॉल केला मला हां. आणि मी तर उचलला नाही, कारण की मी भांडे घासत होतो. <chuckles> आणि तर त्यावेळेस मग अ, मला परत एक कॉल आला. मी हात धुवून अ, म्हणतात ना, पुसून वगैरे मोबाईल घ्यायला गेलो, की कुणाचा कॉल आला बघायला आणि तेवढ्यात मला दुसरा कॉल पडला. दुसरा कॉल पडला दुसऱ्या फ्रेंडचा हां, माझी मैत्रिणीचा. आणि त्याच्यावरती तो हरामी साला तोच होता. <chuckles> मला म्हणतंय, की "अरे यार, तुला काय म्हणजे आमचे फोन उचलायला येत नाही का, हिचा फोन लगेच उचलतो." असं खूप म्हणतात ना, असं मोठा गैरसमज झाला होता त्याच्यावेळेस. म्हणजे म्हणतात ना, असा चांगला बेस्ट फ्रेंड आहे माझ्या लहानपणीचा तो.
हां. हां. हां, हां. हो. हं, हं, हं. हां. हं. हां. हां, हां, अच्छा. हां. हां. अरे. हां, हां.
आणि त्यावेळेस असं म्हणतात ना, घडायला नको असं झालं. मला आता त्याला कसं सांगू, की मी भांडे धू धुतोय बाबा, त्यामुळे नाही उचलला. आणि तेवढ्यात आलं आणि हिचा फोन आला, तर हीचाच उचलणार ना, तुझा का उचलणार मी मग? पहिले जो आला त्याला उचलणार, मग माझा कॉल बॅक करणार ना, आजपर्यंत केलंय का? मग अ, ते अ, इशू खूप मोठा झाला होता. म्हणजे अ, 2-3 महिने मग आमच्यात असे वाद वाढले, की आम्ही बोललो नाही त्यामुळे. आणि त्या <chuckles> मैत्रिणीला मग मी खूप बोललो, "अरे तुला, तुला कळतं का यार, असं कोणाचाही कॉल कॉन्फरन्सला घेऊन मला कशाला करतेस, नाही का? <chuckles> समजायला पाहिजे ना तुला, असं तसं.
हां, अगदी बरोबर, हां. अच्छा. हां, मग ते असं तुम्हाला वाटतं का की ऑनलाइन बोलताना भावनांचं जे कनेक्शन आहे, ठीक आहे. तर ते कमी होतं असं वाटतं का? कारण आपण समजा मी उदाहरण उदाहरण दिलं तर अ, मी एखाद्याला म्हटलं तुला हे कळत नाही का ठीक आहे. तर हे मी जेव्हा एखाद्याला टेक्स्टमध्ये मी पाठवते, तर कदाचित त्याला त्याची तीव्रता कळणार नाही. किंवा मी ते कुठल्या टोनमध्ये बोलले किंवा कदाचित मी खूपच रागात बोलले असेल किंवा मी कदाचित खूपच अशी सहजपणे म्हणली असेल, पण समोरच्या व्यक्तीला त्या भावनेची तीव्रता कळणार नाही. तर असं तुम्हाला वाटतं का की ऑनलाइनमध्ये ऑनलाइन बोलताना ह्या गोष्टी होतात?
हां, हां. हं, हं, हं, हं, हं. हां, हां. हां, नक्कीच ते कळणार नाही. म्हणजे काहीही गैरसमज घेऊ शकतो तो. हो, ते आहेच. हां, हां, हां, हां, हां, हां. हो.